म्हणजे कथा काहीच अर्थ नाहीये त्या कथेला. काहीच अर्थ नाहीये. म्हणजे मला कधी-कधी कळत नाही, की हा चित्रपट कसा चालला. आणि बरेचसे दिग्गज कलाकार आहेत हिंदीमध्ये की मला त्या कथा बघून कळत नाही, की हे खरंच लोकं बघतात? आणि ते सगळे ए-लिस्ट ॲक्टर आहेत मी असं म्हणू शकते.
<giggles> <laughs> <laughs> हां. हां. एकदम खान, खानसारखे एक्टर्स हो. अगदी बरोबर बोललेय तुम्ही. हो.
हो, हो, हो. कितीतरी चित्रपट जे सलमान खान केलेले आहेत. ते राधे असू दे आणि अजून बरेचसे चित्रपट बॉडीगार्ड, हे, ते. कितीतरी म्हणजे 100 कोटींचा गल्ला तर मला वाटतं 3-4 दिवसात बनवतात ते लोक.
हां हो, पण फक्त त्या अभिनयमुळे झाला तो पण अ, कथेमध्ये काही अर्थच नव्हता.
पण तुम्हाला त्याच्यातलं काही अर्थ नाही.
हां.
म्हणजे मला, मला नाही वाटत ती कथा आपण तुम्ही पुन्हा-पुन्हा बघाल. एखाद्या सिनेमाचं यश तेव्हा असतं जेव्हा तुम्हाला असं वाटतं, की हा सिनेमा तुम्ही पुन्हा बघाल. ते म्हणतात त्याला रिपीट व्हॅल्यू.
हां. हां. अगदी बरोबर. अगदी 100% बरोबर तुम्ही बोलले आणि असे कित्येकही असे सिनेमा आहेत, की जे कथामुळे आणि अभिनयामुळे एवढे जागृत झाले आहेत आणि लोकं परत-परत बघायला गेले. तुम्ही मला ना एका म्हणजे एका सिनेमाची तुम्ही मला आठवण करून दिली, तारे जमी पर. म्हणजे त्यामध्ये काय कथा आणि काय अभिनय आणि बघा ना म्हणजे ती कथापण एवढी म्हणजे सामाजिक मुद्द्यानेपण किती गोष्टीला त्याला जागृतता आली आणि अभिनय किती छान होता त्यात. आमिर खानचा पण अ, आणि प्रत्येक त्याच्यामध्ये जे पात्र होते तो खडूस वडील. त्याचा पण अभिनय एवढा जबरदस्त दाखवलेला.
बरोबर. हं, हं. आणि किती सुंदर हम्म. किती छान! आणि डिस्लेक्सियासारखा विषय की हो, तो मुद्दा आणि अशा मुद्द्यांना बॉलिवूड अजिबात हात घालत नाही. पण आमिर खान यांचं कौतुक करायला पाहिजे, की त्यांनी सुरुवातीपासूनच म्हणतात ना ते स्क्रिप्ट. त्यांना जर स्क्रिप्ट नाही आवडली, तर तो त्या त्या विषयाला ते हातच घालत नाहीत. त्यामुळे मला ना एक कौतुक आहे म्हणजे.
हां. मुद्दा. हो. हो. अरे बापरे! हो.